हो. नवरा इस माय गिनी पिग. <chuckles> कोणाकडे निघणार? सगळं फ्रस्ट्रेशन निघणार ते कोणाकडे निघणार? आणि मी सांगितलं होतं त्याला, "अरे, मी अपेक्षा पूर्ण करण्याचा मशीन नाहीये"
बरोबर. हक्काचा माणूस. बरं.
की ह्याला ह्या अपेक्षा आहेत ह्याच्या पूर्ण करा, त्याला त्या अपेक्षा आहेत त्याचं पूर्ण करा. तर मी मशीन नाहीये, मी माणूस आहे. मलाही थकायला होतं. मग तो मला म्हणायचा, की "मी कधी सांगितलं तुला, की तू हे काम कर." म्हटलं "अरे तू नाही सांगितलंस. पण तू आणि मी कधी भेटतो? डायरेक्ट रात्री."
शंभर टक्के बरोबर. पण मग तुम्ही ज्या
पण त्या अगोदर मला तुझ्या घरातल्या असंख्य लोकांशी डील करावं लागतं त्याचं काय?
हो. पण इतर काही महिला किंवा तुमचे अ, म्हणजे सासू आहेत किंवा चुलत सासू आहेत त्या होता, म्हणजे घरी असायच्या का?
हं. हं. हो ना. मग त्या तोच तर एक इश्यू तोच तर 1 इश्यू व्हायचा ना. नाही मी सुरुवातीचं एक वर्ष काहीच नाही बोलले. सुरुवातीचं 1 वर्ष मी रेटलं, अक्षरशः रेटलं. त्यांना हवं तसं, हवं ते. प्रत्येक अपेक्षा मी पूर्ण केल्या. तोंडातून एक ब्र काढला नाही. कारण मी ठरवलं होतं अ, आमच्या ना कॉलेजच्या एक नाही, नाही, नाही अजिबात नाही, नाही, नाही असं काही नव्हतं. अ, आमच्या कॉलेजच्या मॅडम होत्या संस्कृतच्या त्यांनी आम्हाला शिकवली होती ही गोष्ट आम्ही अ, 10 मुली होतो टी. वायला, संस्कृतला हो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की हे बघा प्रत्येक मुलगी जेव्हा सासरी जाणार ना, तेव्हा तिला फक्त 1 वर्ष, अख्खच्या अख्ख 1 वर्ष त्या कुटुंबाला कुर्बान करायचंय. <chuckles> म्हणजे देऊन टाकायचं त्या कुटुंबाला ते 1 वर्ष. त्यानंतर आयुष्यभर तुम्ही बघा तुम्हाला हवं तसं कुटुंब मोल्ड होतं.
पण मग त्यांना तुम्ही कधी मदतीची अपेक्षा सांगितलीत का, की मला थोडं दमायला होतंय. अच्छा. बापरे! पण तुम्ही वर्षभर रेटलं? अरे बाप! आदर्श सून व्हायचं असा वसा घेतलेला तुम्ही असं वाटतं मला. अच्छा. हां, हां. काय सांगितलेलं त्यांनी? हं, हं. हां, हां, हां. समजून घेणार.

हां. अ, खरं तर घरातलं कुणीच बाहेर जात नाही अहो, सगळे घरातच असतात आणि घरात घरातल्या घरातच.
म्हणजे पुरुष तर घरी असतात आणि बिझनेस करतात.
हां, म्हणजे आमचं अ, कसं आहे, देऊळ आहे शंकराचं आणि देऊळ आणि घर एकत्र आहे. तर मग अ, माझे सासरे आणि माझे चुलत सासरे, आम्ही 11 जण राहतो एका घरात. तर अ, अ हो, हो. तर अ, माझे सासरे, चुलत सासरे हे पत्रिका बघतात. मग ते देवळातच बसतात. मग अ, अ, ग्रहशांती करणं किंवा असं सगळं करणं, लग्न लावून देणं वगैरे, असं सगळं, म्हणजे अ, ज्याला आपण भटपण, भिक्षुकी करणं म्हणतो ना, तसं.
अच्छा! हां, हां. अरे बापरे! 11 जण. वाह! अच्छा, अच्छा. बरोबर. बरोबर पत्रिका बघतात. बरोबर हस्तरेषा वगैरे सगळं बघणं.
तर मग ते त्यांचं घरातच आहे हो. तर हे सगळं त्यांच्या घरातूनच चालतं. त्यामुळे घराच्या बाहेर कोणी जात नाही. मग मीच अशी एकटी आले होते, जिला घराच्या बाहेर अ, नोकरी करणं आणि हे सगळं होतं. तर मग त्यांना ना ते
हं, हं, हं. हं. म्हणजे अ, बरोबर. म्हणजे सुरुवातीला तुमच्या माहेरी काही बंधनं नव्हती आणि इथे आल्यावर जाणवायला लागली का तुम्हाला काहीतरी बंधनं आहेत? कदाचित त्यांनी ती
हो, सगळ्याच बाजूने बंधनं होती, की कपडे कसे घालायचे, कारण अ, शंकराचं देऊळ पहिलं आहे आमच्या भागातलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक अ, प्रेस्टीज इश्यू, ज्याला आपण म्हणतो, सो, तसा थोडाफार, की कपडे काय घालायचे. मग अ, मग लोक जज करणार आपल्याला, हां.
बरोबर. बरोबर. हां, हां, हां. हं, कारण तुम्ही त्या पारंपरिक आणि रिलिजियस हां, तशा क्षेत्रातून आलात.
एक्झॅक्टली, सो ही हां, ह्या अपेक्षा असायच्या. त्यानंतर कसं व्हायचं ना, की मी नोकरी करायला जातीये, तर मी आल्यावर दमलीये हे रिअलाईज व्हायलाच वेळ लागायचा. त्या घरातल्या प्रत्येकाला वाटायचं की मी फिरायलाच जातीये, म्हणजे. <chuckles>
बरोबर. आई गं! "काय काम आहे? बसून काय काम करता तुम्ही?" बरोबर ना? असं व्हायचं का ओ?
हां. चो अ